अ, असं म्हणतात, की ध्यानामुळं माणसाला खूप छान मनस्थिती मिळेल मनःशांती मिळते. तर अ, पण हल्ली, शांत जागा मिळेलच असं नाही आपण शहरात राहतो. तर अ, <chuckles> तर मग याच्यावरती तुम्ही काही उपाय केलाय का? तुम्हाला त्याची आवड आहे का? आणि काही माहिती सांगू शकाल का?
हो. खरं आहे. <chuckles> हो. म्हणजे अ, सहसा घरी बसून आपण एक म्हणतो ना, 10 मिनिटं असं करतो, ते असतंच. म्हणजे एक प्रयत्न तो एक असतो. पण किती वेळा असं होतं की अ, जसं तुम्ही म्हणालात, की अ, टाईम नाही मिळत किंवा असं होतं की शान मे मेडिटेशनची गरज कुठेतरी वेगळीकडे अ, असू शकते. कधी-कधी कामामध्ये असताना तणाव येऊ शकतो, मग तेव्हा असं कुठेतरी 5 मिनिटं शांत बसू वाटतं, असं म्हणतो ना, तर अ, हो, अ, त्याही गोष्टी मग तिथेही जरा अ, ध्यान करू शकतो, जसं हवंय म्हणजे नेहमी बसतो एकदम आरामात आपण कसं मेडिटेशन म्हटलं की ध्यान म्हटलं की असं खालती बसतोय आणि 10 मिनिटं शांत बसतोय, असंच ध्यान केलं पाहिजे अशी गरज नाही आहे. मग अशा वेळेला आपण एक थोडेसे शॉर्टकट वापरू शकतो. <chuckles>
हं. हं. राईट. हम्म. हं. हो ना. हं. बरं वाटतंय. हं. बरं. मग सांगा ना, तुम्ही कसे वापरता तुमचा काय अनुभव आहे?
अ, म्हणजे माझा रेग्युलर अ, जो प्रयास असतो तो घरी 10 मिनिटाचा असतो जे आपण अ, एका जागेला बसून अ, कधी-कधी म्हणतो ना एखादं छोटंसं असं सॉफ्ट पाण्याच्या आवाजाची म्युझिक वगैरे असते सॉफ्ट म्युझिक असते एकदम. तर तसलं अ, वाच ऐकून किंवा कधी-कधी काहीच नाही, नुसतंच शांत 10 मिनिटं बसायचा प्रयत्न करते. ते 10 चं कधीतरी 15 मिनिटापर्यं जमतं त्याहून जास्त अजून मला जमत नाही आहे. पण हेच गोष्टी मला रोज करायला आ आवडतं. पण मगाशी जसं आपण बोललो, की ऑफिसमध्ये किंवा असं जाता-येता असं होतं ना स्ट्रेसमध्ये असतो वगैरे तर तेव्हाही मग अ, अ, वेगळ्या पद्धतीने म्हणजे आता गरज नाही, की आपल्याला असं एन्वायरमेंट क्रिएट करून म्हणतो एखादं वातावरण निर्मितीची गरज असते, असं नाही. मग तिकडे ज्या ठिकाणी आहोत तिथे म्हणतो ना एक नुसतं आहे तसं बसून अ, प्रयत्न केला शांत बसण्याचा म्हणजे ज्याचा तणाव आहे ते सोडून. आपण म्हणतो ना आपल्या अ, श्वासोश्वासावरती किंवा कधी-कधी हो. आपलं अंग म्हणजे दुखत वगैरे असेल तर त्या गोष्टी बऱ्या होत आहेत, बऱ्या होत आहेत. असं एक सकारात्मक विचार केल्याने किंवा आपण एक मस्त आरामात गोष्टीत आहोत मस्त मजेत आहोत. असं एक छान अ, मनस्थिती अ, मध्ये जायला प्रयत्न केला की थोडा तरी प्रयत्न होऊ शकतो. म्हणजे असं नाही, की लगेच फरक पडेल पण थोडा तरी किमान म्हणतो ना जो काहीच नाही केलं तर मग त्याच अ, ह्याच्यामध्ये आपण राहतो आणि ते उगळत राहिल्याने डोक्यात सारखं राहिल्याने मग आपण त्याच्यात अ, काय म्हणतात ना अतिरेक होऊ शकतो. म्हणजे अ, मन अविचल काय म्हणतात ना चल-बिचल होऊ शकतं. असं होतं मग त्यामध्ये ह्या छोट्या-छोट्या गोष्टीसुद्धा थोडा आधार देणारे असतात.
ओके. हम्म. ओके. हं. हं. हं. ओके. हं. हं. हं. अगदी बरोबर. हं. हं. हं. हं. हं. हं. हो. हो. हं. पटलं मला. का काय आहे आपल्याला खूप शांत खोली, निवांत वेळ आता पुढचं काम नाहीये, तासभर रिकामा आहे असं मिळेलच असं नाही. त्याउलट समजा ऑफिसला जाताना अ, समजा तुम्ही ट्रेनमध्ये आहात किंवा अ, आणि मग इथे गडबड असते पण काय तुम्हाला करायला काम असतं अशातला भाग नाही मग अ, अ, अशा वेळेला
हो. बघा ना, हं, हं. हां. <chuckles> हां, हां.
हां. इ परफेक्ट जागी सुद्धा तुम्ही जे सुचवताय, ते करता येणं शक्य आहे अन् त्या वेळेचा विनियोग हां.
बरोबर. म्हणजे मी किती वेळा मी किती वेळा असं ट्रेनमध्ये बऱ्याच जणांना बघितलं आहे, की म्हणजे बसलेल्या जागेला किंवा अ, म्हणजे एक हात वर असतो आणि एक अ, काय म्हणतात ना, कानाला मो मोबाईलने गाणं लावलेलं असतं आणि सगळे असतात. एक तर मुंबई ट्रेनमध्ये तर असं पण आहे, की भजनाचा ग्रुप आहे. ती लोकं गाणी गात गातच अ, जात असतात. म्हणजे गाण्यामध्ये म्युझिक मध्ये खरंच तेवढी ताकद आहे, ही त्याला आपल्याला अ, रोजच्या जीवनातून आपल्याला ते बाहेर काढू शकतं. मग ते थोडंसं मंजुळ जसं-जसं माझी आवड आहे. मंजुळ अशे म्युझिक ऐकणं. म्हणजे शब्द वगैरे कधी न ऐकता नुसतेच साधे धुंद जरी ऐकले, तरी मग एकदम ते मन शांत होऊन जातं, त्या शांततेमध्ये. त्या म्युझिक मध्ये किंवा ती दुसरी जसं ते लोकं करतात अ, वेगळ्याच एकदम मजेमध्ये एका मस्त संगीतामध्ये, तसंही तुम्ही करू शकता. म्हणजे ते एक वेग शेवटी ध्यान म्हणजे काय? आपलं जे मन आहे ते अं, एक वेगळ्याच, म्हणजे जे चालू आहे सारखं तेच-तेच-तेच. त्याला कुठेतरी श शांतता देणं ना, म्हणजे जे लोकं ते विचार सारखं ढवळत चाललोय आपण अन् त्याच्यामुळे आपण एवढे हरवलोय, हरवत चाललोय. त्यात जरांसा बाजूला झालो. जरंसा कुठेतरी वेगळीकडे विचार गेला, की हां. मनाला विश्रांती, डोक्याला विश्रांती, विचारांना विश्रांती. ते मिळालं, की नक्कीच थोडंसं का असेना, पण त्याने खूप फरक पडतो.
हं, हं. हो, हो, हो. हो, हो. हं. हं. हो. हं, हं, हं. हं. वाह! हं. हं. हं. हं. हो, हो. हं. हं. <chuckles> करेक्ट, विश्रांती. <chuckles> थोड्या वेळा हां. हं. अ, मी ते तिबेटच जे म्युझिक आहे ना, तिबेटियन लोकांचं. विशेषतः त्याच्यामध्ये असा वाहत्या पाण्याचा आवाज किंवा त्यांची ती वाद्य आहेत, अगदी हळू आवाजात असतात. ढणढण काही नसतं. तुम्ही ऐकलंय का हो ते कधी? त्याचा अनुभव घेतलाय का?
हां, हां. हां, हां. हां. हो, हो. हो. हो, हो. अ, ते असं माहीत नाही. पण वाहत्या पाण्याचं खूप रिकमेंडेशन्स मला मिळाले होते मित्र-मैत्रिणींकडून, की ते म्हणजे मी नुसतं मेडिटेशन करते त्यांना माहीत होतं की असंच बसते आणि डोक्यातून म्हणजे म्हणतो ना, काही विचार करत नाही, असं 10 मिनिटं शांत बसायला प्रयत्न करते असं त्यांना माहीत होतं. मग त्यांनी हे सांगितलं की हे असं रात्री झोपताना अ, जर ऐकत राहिलं तर शांत झोप येते वगैरे. तर ते पण मेडिटेशनला नक्कीच वापरू शकतो असं मला जाणीव झाली तेव्हा.
बरं. हं, हं. बरं. बरं, बरं ओके. आणि अ, हं. म्हणजे आत्ता आपण कसा विचार करतोय की शांत जागा असेल तर उत्तमचं. पण जर नसेल, आता समजा कोणाची लहान मुलं आहेत मग किती काय अ, बडबड-गडबड शांत बसत नाहीत. हां. तर <chuckles> की
हं, हं. हां, हां. शांत बसणारच नाही. <chuckles> इकडून-तिकडे, तिकडून-इकडे उड्याच मारत असता, शांतता मिळणारच नाही त्यातून.
त्या एका जाहिरातीमध्ये होतं ना, की बॅटरी खतम ही नहीं हो रही है. तसं लहान मुलांचं होतं त्यांची बॅटरी संपतच नाही. <chuckles> तर अशा मुलांमध्ये इथे असताना अ, ध्यान कसं करणार? तर त्याच्यावर तुम्ही काय प्रयत्न केला आहे? किंवा तुम्हाला काय वाटतं?
हां, हां. <chuckles> बरोबर, बरोबर. हं, हं. अ, म्हणजे मुलांना ना, चित्रकलेची आवड असते अ, सहसा. अ, मग त्यांना म्हणजे माझ्याकडे भरपूर अ, कागद असे स्पेअर असतात नेहमी मलाही आवडतं आणि असा जर गोंधळ वगैरे असेल की आपण किती जरी प्रयत्न केला तर मला शांत जागा मिळणार नाहीच आहे. असं जर परिस्थिती असेल पाहुणे वगैरे येतात, काही होतं किंवा ऑफिसमध्ये पण असं किती वेळा होतं, की किती इकडून-तिकडे, तिकडून-इकडे सारखे फाईल म्हणजे अ, म्हणतो ना अ, एक गोंधळ आहे ते शांतता नाही आहे, कोण ना कोण तर माझ्याशी डायरेक्ट कोण नसेल बोलत पण माझा आजूबाजूचा तिकडे काहीतरी डिस्कशन चाललं आहे, इकडे चाललंय. म्हणजे एवढा गोंधळ चालू आहे ना, की त्यात असे बसून वगैरे अ, किंवा म्युझिक लावून फायदा नाही अ, तर मग अ, अशा कारण की फोन घेतला तर असं वाटतं ना, की आपण टाईम पास करतोय. मग अशा वेळेला हातात अ, पेपर वगैरे आपला असतोच, एखादी पेन्सिल किंवा अ, स्केच पेन वगैरे असेल तर त्याने आपण एक बघा झेंटँगल किंवा मंडला आर्ट चे वगैरे प्रकार आहेत. मग त्यामध्ये तेच हो, अ, आणि मग मुलांना
हं. हं. बरं. हं. हं. हं, हं, हं. ओके. हं. हं. हो, हं, हं. हं. हो, हं, अब मंडला म्हणजे ते का की असं एक सुंदर चित्र असतं आणि आपण रंग ठरवायचे आणि ते भरून काढायचं अ, ते का?
ते नंतर असेल पण मी फक्त आकृत्या काढते. म्हणजे आकृत्यामध्ये कसं जरा तेच-तेच रपिटेशन असतं म्हणजे मेडिटेशनमध्ये आपण काय म्हणतो ना, एक शांतता मेंटेन करतो ना, मग तेच-तेच गोल-गोल, गोल-गोल स्क्वेअर चौकून-चौकन-चौकोन, जे एक रेघा-रेघा, रेघा-रेघा. मग असं कण पूर्णपणे सारखं तेच गिरवत जातो ना आपण तर असं मन शांत-शांत असं गोल-गोल-गोल म्हणजे एक अ, त्याला लय असतो. तर तो ल त्या लयात पण एक प्रकारचं अ, म्हणजे हे जनरली हो, शांतता मिळते. जनरली जे डिप्रेशन मध्ये वगैरे असतात ना, त्यांना हे ट्रीटमेंट म्हणून पण रिकमेंड करतात असं मी ऐकलं आहे.
बरं. बरं. खरं आहे, खरं आहे. बरोबर आहे. हं. हं. हो. हं, हं. शांतता मिळते आहे, हं. हं. हो, हो का?
हां, हो.
अच्छा! अच्छा! हां, आमच्याकडे कॅ कॅ कॅन्सरचे पेशंट होते ते सारखे चित्र ते काढायचे. हां, मग त्यांना डॉक्टर नी सांगितलं असेल. अरे वाह! हं, ही महत्वाची बातमी.
हं, हं. हां. अ, म्हणजे त्याच्यात ते एक अ, मन लागतं ना आपलं ते एक आकृती घडत असते, काहीतरी बनत असतं आणि त्यात आपण गुंतून जातो, बाकीच्या विचारातून बाहेर पडतो. मग तेच काम असतं ना ध्यानाचं. <chuckles>
हं, हं, हं. हं. हं, हं, हं, हं. बरं, बरं आणि अ, अ, जर का अ, अ, निसर्गामध्ये गेलात तर त्याचा पण तुम्हाला अनुभव आहे का त्याच्यामुळे पण शांत हं.
हो, निसर्गासारखं ध्यान करण्याची म्हणजे आधीचे जे ऋषीमुनी होते, कुठे झाडाखाली वगैरे शांत बसायचे. डोंगरात वगैरे जाऊन बसायचं. आपण ऐकतोय एवढं काही आपल्याला जमणार नाही. पण जो अ, निसर्गाचा जो रम्यपणा असतो म्हणजे एक शांतपणा असतो, जो गारवा असतो किंवा जे विविध अ, किती म्हणतात ना अ, मनाला प्रसन्न करणारे रंग आहेत. ते खरंच खूप आपल्याला वेगळ्याच अ, दुनियेमध्ये घेऊन जातात. मग नक्कीच तो जो आपला रोजचा पळापळीचा म्हणजे म्हणतो ना, अ, मन काय ते स्थिर होतच नाही इथे-तिथे पळत असतो ते तिकडे आपोआप त्या गोष्टींमध्ये र रमतं असं मला वाटतं. तर ते तुम्ही खरंच छान खूप छान गोष्ट बोलली. तिथे रोज जाणं अवघड होतं आपण शहरात वगैरे असेल तर पण नक्कीच कधीतरी ह्या गोष्टी पण करणं छान असेल.
हं, हं. हं. हं. हं. हो, हं. हं. हो, हो, बरोबर. आणि कधीतरी असा अ, अ, सूर्योदय बघणं, इमारतीच्या वरती जाऊन, म्हणजे कारण तो घरातून दिसेल असं नाही.
हां. हो, हो. हं, हं.
किंवा समुद्र किनारा दिसत असेल, तर समुद्राच्या लाटा.
हो, चौपाटीवरती वगैरे जाऊन आपण, अ, आपली अ, बघू शकतो तिकडून एक दिसतं ना, आपल्याला उत उतरताना सूर्य दिसतो आपल्या इकडे. मुंबईत तरी.
हां, हो, हो, हो. म्हणजे सूर्यास्त बघताना तो लाल गोळा असा जातोय आणि
हो, शांत होतोय रंग, ते जे आकाशाचे सगळे रंग बघत असतं, एकदम असं, जादुई असं मॅजिकल वाटत असतं.
आहा! वाह! <chuckles> हं, खरंच मॅजिकल आणि रोजचे रंगही वेगळे असतात नाही? आणि हं अ, आणि हं.
हं, हं. हो, हो. म्हणजे ते जसं ज्या आकाशामध्ये जसं अ, मिसळतं, प्रत्येक दिवशी जरा वेगवेगळंच वाटतं ते.
हं, अ, हे ही निसर्ग ध्यान म्हणायला हरकत नाही. नाही का, आपण एवढा वेळ तरी अ
हो, हो, मस्त. म्हणजे एक खूप सुंदर गोष्ट तुम्ही सांगितली ती. म्हणजे होते आपण पण आपल्याला लक्षात येते नाही, की ते, पण एक छोटासा ध्यानाचा प्रकार आहे, पण आहे नक्की आहे. एक मनाला शांतता, वेगळीच शांतता दिव्य शांतता म्हणता येईल देते ते.
हां, घराबाहेरची असं हं, ओके. आणि अ, समजा एखाद्या मंदिरात वगैरे तुम्ही गेलात आणि अ, फारशी गर्दी नाही आहे, तर अशा वेळेला मग काय करता? म्हणजे मग तिथेच एखाद्या खांबाला वगैरे टेकून असं थोडा वेळ बसणं वगैरे, असं तुम्हाला आवडतं का?
हं. हं, हं. हो. मंदिरात तर जी आपल्याला हवी आहे ती शांतता मिळतेच ना अन् त्यात जे अ, आपल्या संस्कृतीमध्ये जे अ, घंटा वगैरे होतो, घंटानाद असतो आणि त्याचे जे अ, काय म्हणतात अ, स्पंदनं असतात ती आपले अ, खरंच जे सप्तचक्र वगैरे आहेत, आपले ते जागृत करतात. एवढं पण आहे ध्यानाचं महत्त्व, की म्हणजे जे बसून रोज करतात त्या लेव्हलला काही जण ते मंत्र वगैरे पण उपचार करतात. मग ते तर देवाशी पण कनेक्ट होत असावे काय माहिती. <chuckles> म्हणजे तेवढं आपण नाही आहोत, पण होत असेल म्हणजे ते आहे आपल्या संस्कृतीमध्ये लिहिलेलं आहे.
हं. हो, हं. हां. हं, हं. हं. हो. हं. हं. बरोबर, बरोबर. नाही आप हं.
हं. ते पूर्वीच्या काळात ध्यान करून तर देव भेटत होते. <chuckles>
हो. बरोबर, बरोबर. आपल्याला किमान शांतता तरी भेटू शकते. आणि हं. आणि किंवा आपल्या अ, खूप साऱ्या टेन्शन मधून सुटका, ही सुद्धा अ, चांगलीच गोष्ट आहे.
अ, हो, हो. <chuckles> हो. हो, नक्कीच, नक्कीच ते तर होणारच.
बरोबर. आणि
आणि रोज केल्यास अतिउत्तम म्हणजे गरजेपुरतं कराल तर तात्पुरतं म्हणजे त्याचा अंदाजही नसतो. पण एक त्याची सवय लावली ना, की ती गोष्ट सहज होऊन जाते. म्हणजे कुठल्याही तणावामध्ये मग त्या गोष्टीचा अ, वापर सहज करता येतो, असं मला म्हणायचं आहे.
हं. हं. हां. राईट आणि मग हे एक अ, अं, मला वाटतं चांगलं अ, ध्यान केल्यानंतर एक दिवसभर म्हणजे समजा राग जरी आला, चिडचिड जरी झाली तरी थोडीशी तरी कमी होत असेल नाही का म्हणजे हां.
हं, हं, हं. हो, हो, हो. म्हणजे माणूस आहे अ, ह्या गोष्टींमुळे आपण अ, आपली तगमग होतेच नाही असं नाही म्हणजे सगळ्या अ, षडरिपुंचा त्रास आपल्याला होतो. पण त्यातूनही आपण अ, अ, ध्यानाने थोडंसं सावरू शकतो. स्वतःला आवरू शकतो. आणि ध्यानावर अ, म्हणजे तर काय म्हणतात ना, बुद्धी टाळ्यावर येऊ शकते, कधी-कधी नको त्या गोष्टी करून ठेवतो आपण रागाच्या भरात वगैरे पण त्यानी सावध होऊ शकतो.
हं. हं. हं. <laughs> हं, हं, हं. हं. बरोबर, सावधान. <clears throat> अ, खूप छान. तुम्ही अ, काही इतकी महत्त्वाची गोष्ट आहे आणि आजच्या काळात जेव्हा डिप्रेशन, अ, प्रेशर, हायपरटेन्शन, हार्ट अटॅक या सगळ्याच प्रमाण खूप वाढतंय, तणाव वाढतोय. आपलं जीवनमान शहरातलं तसं होत आहे. या बॅकग्राउंडवरती परफेक्ट वेळ आणि जागा शोधायच्या ऐवजी, आहे त्या परिस्थितीमध्ये कधी निसर्गाचा सहाय्य घेऊन कधी लोकलमध्ये चा बसलेला असताना शांतपणे, कधी चित्र म्हणजे ऑफिसमध्ये देखील अशा वेगवेगळ्या सिच्युएशनमध्ये
हो. हो. जिथे जमेल तिथे. हो. शक्य आहे. म्हणजे अगदी बाथरूममध्ये बसूनही जे अ, 2 मिनिटं शांत बसतात मिळतात. तेही कामाला येऊ शकतात. <chuckles>
हां. आणि एखादी वाह! वाह! <laughs> तुम्ही खूपच छान सांगितलं. अ, खरं आहे. ओ ओम नमः शिवाय म्हणून आपण आपल्याच डोक्यावरती अ, पाणी घेतलं, तर छान वाटतंच ना? गार वाटतं थोडं आणि अ, म्हणजे गरम पाणी घ्यावं थंडीच्या दिवसात. <chuckles> पण मनाला आतून शांत वाटतं. तुम्ही खूप छान सांगितलत आणि खूप आनंद झाला.
<chuckles> हो. हं.
<coughs>
तुमच्याशीही बोलून खूप बरं वाटलं. धन्यवाद.
थॅंक यू.